अ, विघटन होणारं प्लास्टिक नसतंच कधी कुठलं. प्लास्टिक कुठलही असो ते विघटन होत नाही.
हां, म्हणजे पण अ, थोडं फार म्हणजे असं अ, हे म्हणतात ना, रिसायकलिंग करतात बघा त्याचं हां, म्हणजे दुसरीकडे वा हां, हां.
हां, अ, रिसायकलिंग करू शकतो आपण कारण की जसं, की आपल्या घरात पिशव्या झाला जमा. आपण ते कुठेतरी एका पिशवीत भरून-भरून जमा करायच्या आणि महानगरपालिकेचं रिसायकलिंग सेंटर असतं त्यांना द्यायच्या. ते घेऊन जातात.
हो. हां. हां. अच्छा. घेऊन जातात, हां.
हां, त्याच्यानी रिसायकलिंग होतं, चांगलं होतं. परत त्याचं काहीतरी युज होतो. त्या गोष्टी वेगळ्या झाल्या हां, तर शक्यतो प्रयत्न करा.
युज होतो. हां. हां, म्हणजे ते अ, टाळलंच पाहिजे. आपणच आपण त्याला पर्याय द्यायला थोडक्यात प्रयत्न केला पाहिजे. हं, हो.
हो, म्हणजे बघा ना, आमच्या इथं दूधवाला येत होता. आता त्या दूधवाल्याला म्हंटलं बाबा, "प्लास्टिकमध्ये नको देत जाऊ." मग म्हंटला, "कशात देऊ?"
हां. हो, हां, मग अ, आणून
आता केटल्या-बिटल्या आणून सारखं पडतं वगैरे तर सांडतं पण. त्याला एक आयडिया दिली, "काचेच्या बाटलीत भर अन दे" अन् तो म्हटला अन् दुसऱ्या दिवशी परत अ, नवीन बॉटल दे अन् ही घेऊन जा. नाही का?
हो, ते ते हां. दे, हां. हो, हो, बरोबर. हां.
त्याला तशी आयडिया दिली अन् तो खरंच करायला लागला आणि आता तो आमच्या घरी रोज
पण अ, प्लास्टि तुम्ही ती काचेची बॉटल म्हणता दिली त्याला. पण ती फुटायची वगैरे शक्यता नाही का मग त्याच्यामध्ये?
हां, हां. नाही, नाही, नाही, नाही. अहो, प्लास्टिकची पिशवी दुधाची आपटली ती तर फुटतेच की.
हां, हो, हो. फुटते पण एवढं असं म्हणजे अ, अ, म्हणजे न्या न्यायला वगैरे कॅरी करायला बरं असतं ना पण त्या बॉटल त्या तो कॅरी कशा करणार?
हां. <clears throat> नाही, नाही, नाही. अ, तो आता सगळ्या काचेच्याच बाटल्यामध्ये दूध देतोय सगळ्यांनाच आणि ज्यांना पाहिजे त्यांना ₹5 एक्स्ट्रा घेतोय. त्याच्या स अ, हँडलिंग अ, स्वच्छ करण्याचा कॉस्ट. सगळ्या गोष्टी झाकण्याचा कॉस्ट.
हो, हो. बरं. हां, म्हणजे सगळं हायजीन वगैरे पण त्याच्यात मेंटेन करतो करतो, हां.
हां, हां, हां, हां, हां आणि ते व्यवस्थित करतोय. माझ्या घरी तर मी काचेच्या बाटलीचं दूध मागवतो. प्लास्टिकमध्ये बिलकुल मागवत नाही अन् त्याच्यामुळं
हां, म्हणजे तुम्ही म्हणा तुमच्या घरापासूनच सुरुवात केली आहे, की प्लास्टिक अव्हॉइड करायला. आणि मग तुम्ही याबद्दल बाकीच्यांना काही सांगता का शेजार-पाजाऱ्यांना, मित्र-मैत्रिणींना, की बाबा आपण असं केलं पाहिजे वगैरे. असं काही त्यांना सजेशन्स देता तुम्ही कोणाला?
अ, हां, आमच्या इथं सांगतोच आम्ही.
स्वतः करताच, पण दुसऱ्यांना पण तसं मार्गदर्शन करता का?

बरोबर. हां, मग ते
आणि अ, चांगले-चांगले ब्रँड्स आहेत ना, ते काचेमध्ये पण देतात पाणी आजकाल. पण अ, सगळ्यांना ते परवडणारं नसतं. तर मला असं वाटतं, की ते वापरा आणि ते कुठेतरी रिसायकल अ, सगळीकडं असतातच हॉटेलमध्ये, दुकानामध्ये तिथं टाकून द्या. जेणेकरून ते परत रिसायकल करता येईल, या हे करता येईल. रस्त्यामध्ये टाकलेलं चांगलं नाही, की ते खराब करायचं काम करतं नाही का.
हां, मग हो, रिसायकल करा. हां. हां. हो. त्याच्या खराब करतं आणि रस्त्यात प्रदूषण वाढतं. आरोग्याला पण हानिकारक असतं. मग गव्हर्नमेंटनं त्या त्या बाबतीत तसं म्हणजे तुम्हाला काही असं अजून अ‍ॅक्शन घ्याव्यात किंवा सरळ बॅनच करावं, असे काही डिसिजन घ्यावे असं वाटतं का?
हो, हो, हो, अ, शक्यतो बघा, काही गोष्टीसाठी आहे ना, गव्हर्नमेंट डिसिजन नाही घेऊ शकत, कारण की प्रत्येक गोष्ट बंद केली तर त्याला पर्याय अस असतो ना दुसरा पर्याय पाहिजे. आणि गव्हर्नमेंट काय करतात कमी मायक्रॉन कमी ग्रामेष पहिलेच बंद केलेलं आहे गव्हर्नमेंटनी. आता त्यात पूर्णच बंद केलं, तर मग पाणीच भेटणार नाही. मग काय करणार?
हो, हो. हो, हो. हो, हो. हो, पाणीच भेटणार नाही हां, ते एक आहेत आणि तर सगळं एकदम अव्हॉइड नाही करता येत, बंद करता येत नाही, थोडंफार थोड्या प्रमाणात ते करतात. मग ते अ, असे कुठले म्हणजे अ, बोर्ड आहेत का कंट्रोल बोर्ड म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड वगैरे असतात बघा, त्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? म्हणजे अ, प्लास्टिक कंट्रोल बोर्ड वगैरे असं काही असतं का? म्हणजे जे स पोल्युशन कंट्रोल बोर्ड असं हां, हां.
हां. हो, हो, हो. हो. अ, असतातच ते करतातच कंट्रोल हां, ते करतच असतात त्यांचं काम वगैरे, नाही का. आता मला एवढं त्याच्याबद्दल माहिती नाही आहे ते करतात, काय करतात, नाही का. त्यामुळे मी सांगू शकत नाही त्याबद्दल, पण माझं एवढंच आहे की आपला मुद्दा जो आहे पान प्लास्टिक बॉटल कमी करण्याबद्दल, तर त्याचे मी तुम्हाला असं उपाय सांगू शकतो, की जसं दैनंदिनमध्ये हां, नाही, रिसायकलिंग झालं, रिसायकलिंग तर वेगळ्या गोष्ट, त्या आपल्यापर्यंत नाहीच आहे. आपल्याकडनं काय करू शकतो जसं सांगितलं हां.
हो. हां. हां. रिसायकलिंग वगैरे, हां, किंवा काय करू शकतो? हां, म्हणजे आपण आपल्या पातळीवर तेवढं अव्हॉइड करू शकतो बाबा कापडी पिशवी वापरू शकतो भाजी घेताना किंवा पार्सल आणताना किंवा काय किवा कापडी पिशवी करू शकता, हे तुम्ही सांगितलंत. तर अ, मग अ, ल लोकं म्हणजे प्लास्टिक करण्याचं असं महत्त्व सगळं त्यांना समजतं, सगळं पटतं त्यांना म्हणजे मनापासून, पण कृतीत उतरवायला असं म्हणजे ते कुठे थोडं मागेपुढं बघतात असं वाटत नाही तुम्हाला?